हो. खूप असे प्रकार झालेत म्हणजे रिसर्चमधून सामोरं आलंय की त्यामुळे कॅन्सरचे प्रमाण खूप वाढलेत. हल्ल हल्ली कर्करोगामध्ये आहे ना आपण जे प्रोसेस्ड फूड जे स्मोकी फूड असतं त्याचा वापर केल्यामुळं तर खूप सारं हे होतं आणि खूपदा आपण काय करू शकतो की त्या प्रोसेस्ड फूडच्या जागी आहे ना आपले काकडी, गाजर त्याचे सॅलड आपल्या जेवणामध्ये समावेश करू शकतो. कारण बघा, एक काकडी आणि एक गाजर कापला तर पूर्ण कुटुंब त्याला खाऊ शकतं आणि कच्चा कांदा पण म्हणजे नाही का, काय बोलतात एक उष्णता शमवायला एक उपयोगी ठरतो. तर कच्चा कांदा, परत बीट झाला.
हां. हां. हां. हो. हां. हो. हो. कच्च्या सॅलेडमध्ये म्हणजे नेमकं काय मिळतं? म्हणजे फायबर कंटेंट्स असतात का काय अजून मिळतं त्याच्यातून?
बिलकुल. खूप सारे जीवनसत्व असतात किंवा जे नॅचरल जे वॉटर असतं. आपलं शरीर बघा एक 70% पाण्याने बनलय आपण असं ऐकतो किंवा बोलतो किंवा म्हणतो. आणि ते आहे पण. तर काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे नाही का? गाजरमध्ये पण तसंच बेटा कॅरोटीन नावाचा एक व्हिटॅमिन एच खूप जास्त प्रमाणात जीवनसत्वाचं एक त्यामध्ये आढळतं. तर गाजराचा समावेश जर केला तर डोळ्यांचे विकार लवकर जळत नाही असं पण म्हणतात. किंवा कांदा वगैरे असतो. तर कांद्यामध्ये नाही का जसं मी सांगितलं उष्णता शमवायचं काम करतो. अशा गोष्टी जर आपण केल्या किंवा दही. त्या दहीचं तर कांद्यामध्ये टाकलं आणि त्याचं मिश्रण असं केलं काकडी कापून वगैरे तर त्याची मस्त छान अशी कोशिंबीर बनते आणि ती एका भाकरी सोबत आपण खाऊ शकतो. म्हणजे
हो. हो. बरं. हो. हां. खाऊ शकतो. हो, हो.
हो. तर ते त्याचाही कुठेतरी आपण उपयोग करू शकतो आणि चिमूटभर त्यामध्ये आपण चाट मसाला वगैरे टाकला तर त्याचा एक चटपटा असा स्वाद लागतो आणि खूप छान लागतं ते खायला सुद्धा.
नक्कीच, नक्कीच. अरे वाह! म्हणजे छानच. हं. हां. हां. मग जेवण मग सारखं-सारखं जेवावं वाटतं आणि प्लस प्रोटीन मूल्य आणि सगळे जीवनसत्व तुम्हाला तर त्याच्यातून मिळतातच. छान सांगितलं तुम्ही. आणि शहराचे जे सुपरमार्केट असतात बघा मग तिथं खरेदी केलेली चांगली तुमचं किराणा वगैरे का असं साधा किराण मलाला दुकानदाराकडनं केलेली चांगली? म्हणजे त्यामध्ये काही दर्जा दर्जा क्वालिटी असते किंवा असं म्हणजे पैसाचं गणित असतं त्यामध्ये काही फरक पडतो असं वाटतं तुम्हाला?
मिळतात. हो.